बरं. तुमचा मग अ, र रूटीन काय असतं म्हणजे नेहमी कसं काय-काय तुम्ही अ, टाईम घालवता? हां.
कुठं फिरायला नेतो. अ, कसं आहे, की माझं जसं बिझनेस आहेत स्वतःचे. हां, त्यामुळं मी दुपारी 11:00 म्हणजे सकाळी 11:00 वाजता जातो आणि संध्याकाळी 6:00 पर्यंत परत येतो. कारण की माझी कंपनी तर चालूच असते, स्टाफ असतो अख्खा. त्यामुळं मी लवकर येऊन जातो आणि मग पूर्ण दिवस मग आलो लवकर मग संध्याकाळी जेवण वगैरे बनवायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा. घरात ताई वगैरे कोणी ना कोणी जेवण बनवत असतं. त्यावेळेस त्यांच्यासोबत खेळायचं, बसायचं, बोलायचं. कारण काम तर चालू असतात. काम चालू असल्या, की म्हणायचं, "थांब बाळा, 1 च मिनिटं फोनवर बोलतो, मग तुझ्यासंग खेळतो." आपण असं करू शकतात ते थांबतात. हां, थोडं लहान मुलं आहेत. त्यांना एवढं म्हणतात ना, की हां, "बाबा, बाबा, बाबा, बाबा खेळायचं आहे खेळायचचं आहे. चला ना, चला ना. ठेवा ना फोन." पण ते आता करणारच आहे.
बरं. हां. बरं. हो, हो. बरं, बरं, बरं. घ्यायचा. हां. हो. अ, हो. हो, हो. हां. हो, हो. हां. पण, लहान मुलं म्हणजे त्यांची जनरली जबाबदारी ही आईवर असते, म्हणजे आई बऱ्यापैकी त्यांचं संगोपन करते, त्यांना समजून घेते. मग तुम्ही अ, ॲज अ म्हणजे असं बाबा म्हणून त तुम्ही त्यांच्यासाठी कसं म्हणजे सम म्हणजे कसा समतोल ठेवता कामाचा, घरच्यांचा किंवा लहान मुलांचा? हां.
हं, हं, हं, हं. अ, बघा. सगळ्यात पहिले, मला असं वाटतं, की ही जी मेंटॅलिटी आहे ना ती आईवर असते, ती चुकीच आहे. दोघांवर असते.
बरं. हो. हो का? अच्छा.
पूर्ण घराची जबाबदारी दोघांवर असते आणि दोघांनी मिळूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मग ते काम असू, मुलांना सांभाळणं असू, प्रत्येक गोष्ट असू. दोघांनी पण तेवढाच वेळ दिला पाहिजे. है ना?
अ, हो, हो. हो. बरोबर आहे. म्हणजे दोघांची जबाबदारी आहे म्हणा ही, म्हणजे मुलं सांभाळणं. हां.
हां. असं नसतं, की फक्त ते आईनेच सांभाळायचं. ते म्हणतात ना खूप मोठा मिथ आहे, कुणाचा आहे माहीत नाही मला, पण हां.
हां, की आई आईनी लक्ष द्यावं. हां. म्हणजे आईकडनंच अ, शक्यतो अपेक्षा केल्या जातात. आणि आईनीच वेळ काढून त्यांना शिकवलं पाहिजे, म्हणजे ती भले नोकरी करणारी असो. मग अशा अ, म्हणजे तिच्याकडून अपेक्षा असतात. मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे?
असं काही नाही. आता बघा हं, हं, हं. असं काही नाही आहे. अ, बघा, आता समजायला गेलं माझी वाईफचा एक बिझनेस वेगळा आहे. माझा बिझनेस वेगळा आहे. दोघं पूर्ण दिवस तिथे बिझी असतो. मग त्यावेळेस घरात कोण सांभाळतं? आजी-आजोबा.
हं. बरं. अच्छा. हो, हो. बरोबर. आई आहे.
हां, माझी आई आहे. सांभाळते त्यांना पूर्ण. है ना. आणि ते पूर्ण त्यांना सांभाळते, लक्ष देते, सगळ्या गोष्टी करते. नाही असतं तर मेड ठेवलेली आहे आम्ही कामवाली. ती पण त्यांना काही पाहिजे, काही नाही ते लक्ष देत असते. हां. अन जसं आम्ही आलो त्यानंतर त्या कामवालीची सुट्टी करतो. मग आम्ही आहे लक्ष द्यायला. कारण की आपली मुलं आहेत, तर आपणच द्यायला पाहिजे लक्ष है ना?
हो, हो. हां. अरे, हो का. हां. काय ती लक्ष देते म्हणायचं. हां. अच्छा. हो. बरोबर. लक्ष द्यायला. आपणच हं, आपणच वेळ दिला पाहिजे आणि आपणच वेळ काढला पाहिजे. हां.
आपणच वेळ काढला पाहिजे. कारण की लहानपण घडवताना जर आपला मडका कच्चा राहिला, तर तो कधी ना कधी फुटू शकतो.
हो. कि

हो, हो, बरोबर.
घरात-घरात भांडे वाजतात, हे ना. तर त्यामुळेच त्या गोष्टी लावल्यात आणि कसं आहे, की मला मुलांना वेळ द्यायला आवडतं, ते माझी मुले आहेत, मी का दुसऱ्यांना त्रास देऊ.
हां. हां. हो बरोबर आहे ना, आप आपली जबाबदारी आपणच बघितली पाहिजे. बरोबर आहे.
खरं नाही. हां, सोबत जेवण करायचं, सोबत नाश्ता करायचा, सोबत खेळायचं. ते कसं आहे नात हां, वेळ दिल्याने नातं घट्ट होतं.
हे नाश्ता करायचा, की खेळायचं, हां म्हणजे. आणि अशी म्हणजे जगाबद्दल म्हणा किंवा थोडे असे बोधपर लेक्चर्स वगैरे असं पण देता का तुम्ही मुलांसाठी, म्हणजे काही त्यांच्यासाठी खास?
<chuckles> नाही, नाही. मी त्यांना जास्त लेक्चर वगैरे देत नाही. अ, फक्त त्यांना जे करतात त्यांना, ते करू देतो आणि मग त्यांना समजतो, की काय चुकीचं केलं आहे.
हां. अच्छा. हो, हो. बरोबर. आणि मग अ, अशी काही तुमच्यात अ, आठवण सांगता येईल का, की तुम्ही असे खूप असे क्वालिटी क्षण स्पेंड केलेत, ते तुम्हाला आठवता आहेत, म्हणजे मुलांबा बा बाबत असे. असं काही सांगता का? हां.
तरच प्रत्येक आठवडा प्रत्येक आठवडा आमचा क्वालिटीशियन असतो याव नाही का फिक्स आहे, की रविवारचा दिवस हा आमचा क्वालिटिशियन. आम्ही फिरतो, बाहेर जातो, कॅरम खेळतो, सापशिडी खेळतो, त्यांना आवडेल त्या गेम्स खेळतो. आम्ही मोबाईल वगैरे त्यांना जास्त देत नाही. त्यामुळे आम्हीच त्याच्या त्यांच्यासोबत खेळतो.
हां. अस हं, बरं. अच्छा. देत नाही. हां मोबाईलपासून लांब ठेवणं ते महत्वाचं आहे सगळ्यात, बरोबर. हं.
हां, बाकी यू ते त्यांचेत की नाही का व्यापार वगैरे खेळ आहेत, ते खेळतो. जेणेकरून त्यांना मजा येईल आमच्यासोबत खेळतांना. असेच खेळ मी खेळतो त्यांच्या सोबत हां.
हां. हां. हां. होतात, ह मग असं तुम्ही खेळता-खेळता म्हणा, असं कधी असं लहानगं होता का? म्हणजे बाबा की अ, त्यांच्यासारखं असं वागता का, लहान मुलांसारखं, की बाबा हां म्हणजे अगदी लहान होता का?
<chuckles> बघा तुम्हाला हाय बघा लहान पोरांसंग लहानच व्हावं लागतं. "अले माझ्या बबल्या काय झालं तुला" असं करावंच लागतं. <laughs> हे ना. <chuckles> लहान व्हावंच लागणार नाही तर कसं होणार ना, त्यांना गोडीतच बोलावं लागणार.
अच्छा हां, असं करावं लागतं हो. हो. हां, हां बरोबर, हो बरोबर. लागतं. हो, हो, म्हणजे सांभाळताच येणार नाही सांभाळताच येणार नाही. हो, बरोबर.
हां, आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांचं कौतुक करणं गरजेचंच आहे. त्यांना अजून कॉन्फिडन्स वाढतो. अरे! अ, "असं केलं, की चांगलं काम केलं, की पप्पा तारीफ करतात हां, कौतुक करतात हां, अजून चांगलं करू अजून चांगलं करू," असं.
वाढतो, हो. करता करतो हां. हां म्हणजे मग असं म्हणजे तुम्ही आता एवढं तुम त्यांच्याशी लहान होऊन खेळता वगैरे, त्यांच्याशी टाईम स्पेंड करता ते सगळं ठीक आहे. पण असं कधी-कधी तुम्ही अशी कडक शब्दात म्हणा, किंवा स्ट्रिक्ट वागता, त्यांना अशी कधी समज दिली आहे का? म्हणजे ते पण महत्वाचं असतं ना, म्हणजे त्यांन
हं, हं. अ, ती माझी आई देते. <laughs> ते काम माझ्याकडे नाही ठेवलं आहे मी. <laughs> अ, हां.
अच्छा. अच्छा-अच्छा <chuckles> बरं आहे. म्हणजे सगळीच कामं तुम्ही नाही करत, ते एक बरं आहे.
हां, घरातल्या मोठ्या माणसांनी धाक लावलेला चांगला असतो सगळ्यांना.